मग आता तुम्ही हे जे बघता तर त्यात तुम्हाला असं ठराविक काय आवडते हो? की जेणेकरून तुम्हाला म्हणजे ते बघतच राहाव असं वाटते. एक बिंज वॉचिंग होऊन जाते. मग म्हणजे आपण चिप्स घेऊन खा, आपण पॉपकॉर्न घेऊन खा, आपण सगळं म्हणजे ते, त्याच्यातच तुम्ही रमले जातात, असं काय आहे त्याच्यात, सांगणार?
हम्म. बरोबर, बरोबर. ते तर प्रत्येक व्यक्तींचा वेगवेगळा दृष्टिकोन असतो त्याच्यामागे बघणारा. अ, तर माझ्यादृष्टीनं जर बघाल तर मला त्याच्यातला प्लॉट आवडतो. जो ते एक प्रकारचं असतं ना, की एखादी एपिसोडच्या एंडपर्यंत तो आपल्याला एक क्युरॉसिटीमध्ये ठेवतो, एखाद्या उत्सुकतामध्ये ठेवतो, की पुढे काय होणार? पुढे काय होणार? आणि त्या नादात पुढे काय होणार? पुढे काय होणार? त्या नादात आमची अख्खी बिंज वॉचिंग होऊन जाते आणि रात्रीची सकाळ कधी होतं हे माहीत नाही पडत. <chuckles> तसं होऊन जातं.
हं. अच्छा. बरं. हो ना. अरे बापरे! असं झालं आहे का मग तुमच्याबरोबर कधी? की तुम्ही म्हणजे बघत बसले आणि भरपूर तास तुम्ही ते बघतच बसला, असं झालंय का?
हम्म. अं. हो, नक्की झालंय. आता ए फॅमिली मॅन ए सीरीज होती. त्याचे 3 सीझन्स निघाले. तर मी ते 3न्ही सीझन 1च दिवशी काढले. ह्याच नादामध्ये काढले ते एक प्रकारचं. तर रात्री बसलो असेल.
हम्म. अरे बापरे! मग तुम्हाला वाटतं का असं? हो, हो, सांगा ना.
रा आ, रात्री बसलो होतो 10 वाजताच्या जवळ. सकाळी 6ला उठलो ते <chuckles> सगळं बघून. <laughs>
हम्म. अरे बापरे! मग अशा वेळेस तुम्हाला वाटतं का, की हे कुठे ना कुठेतरी नकारात्मक पण घडत आहे, तुमचा वेळही भरपूर वाया जात आहे, तुम्हाला झोप पण नाही भेटली आणि अ, कुठे ना कुठेतरी हे नकारात्मक पण दृष्टिकोन बनत आहे, असं वाटलं का तुम्हाला?
हं.